अ, मी कधी असा हार्श तर नाही दिलाय पण मी असं अ, म्हणजे सांगितलंय, की अ, की तुझंही इथे-इथे मला असं वाटतंय. एक म्हणजे असं बोलतात ना, की जर कोणाला एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती सगळ्यांसमोर न सांगता त्याला एकट्यात घेऊन किंवा जी आपली मिटिंग आहे एक आपल्या दोघांची. त्या मिटिंगमध्ये त्याला सांगितलं तर मला तर वाटतं की ते चार-चौघात सांगण्यापेक्षा जर एखाद्याला आपण एकट्या एकांतात घेऊन त्याला समजावत असू तर ही खूप चांगलं वाटेल. हां, असं मला वाटतं.
हां, हां. हो, हो. हां, हां. हां, तर चांगलं असेल जास्त. नक्कीच, नक्कीच आणि एखाद्याला असं म्हणतात ना, अ, टीममध्ये फीडबॅक द्यायचा आहे म्हणजे एखाद्या टीमला फीडबॅक द्यायचा आहे. तर तो देताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? कारण की त्यात खूप सारे व्यक्ती आहेत.
हं. हां, जसं की मी तुम्हाला आता म्हणाले, की एखादा निगेटिव्ह माणसा असं झालेलं, की त्या माणसाला मी अ, एका रूममध्ये घेऊन मी त्याला सांगत होती, की असं-असं ए अ, झालंय चुकीचं. पण जेव्हा त्याने ती चू चूक जेव्हा अ, म्हणजे त्यांनी सुधारणा आणली त्या गोष्टींमध्ये तर तेव्हा नेहमी मी ते सांगताना चार-चौघात सांगते, की अरे, वाह, आपण ह्याचं कौतुक करूयात, की ह्याने असं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मग त्यामुळे काय होतं, की त्याला देखील एक मोटिव्हेशन मिळतं असं मला वाटतं आणि
हां, हां. अच्छा, हां, हां. हो, नक्कीच, नक्कीच भेटतं पण अ हां, हां.
हां आणि टीम हं, टीम टीममध्ये देखील कसं आहे, की आपण एकमेकांचं सांगितलं पाहिजे, की अ, ॲज अ टीम, ॲज अ मॅनेजर मला असं वाटतं, की आपण सांगावं, की अ, "तू हे जे करतोयस ते खूप छान करतोयस. मला नक्कीच हे आवडेल. त्याच्यामध्ये तू अजून थोडं इम्प्रूव्हमेंट केलंस तर मला खरंच आवडेल. म्हणजे बघ असं." आपण ने हो आणि कधी कसं असतं, की प काही कारण असतो काही लोकांना नाही गोष्टी म्हणजे सह समजत. तर मग अ, थोडं आपण देखील समजून घेतलं पाहिजे. आपण विचार केला पाहिजे, की का बाबा असं का होतंय? मग आपण देखील त्याच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे असं मला वाटतं.
हो. हो, अरे, वाह! हां, हां. नक्कीच. असं देऊ शकतात पॉझिटिव्ह वेमध्ये. हां. नक्कीच, नक्कीच आणि म्हणजे बघा ना, अ, खूप लोकं फीडबॅक घेतात नाही का तर सर्वात जास्त मोठं आव्हान त्यांच्यासाठी काय असतं फीडबॅक घेताना?
हं. हं.